हो ना, म्हणजे परिणाम तर दुष्परिणामच होते ना. झोप न झाल्यामुळे आणि नीट न जेवल्या न मुळे माझ्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम झाले. माझे डोळे खूप अ, असे स्ट्रेस्ड वाटायचे आणि खूप ताण व्हायचा, म्हणजे आपण म्हणतो ना अ, कोरडे होतात डोळे आणि खूप जळ-जळ होते, मग चष्म्याचा नंबर लागला होता आणि सारखे-सारखे मायग्रेन्स व्हायचे, डिहायड्रेशन व्हायचं. तर म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलं, की "तू जे लीव्हज जर असतील ना ऑफिसचे, तर ते तू लीव्हज घ्या आणि घरी फक्त आराम आणि आहार या 2 गोष्टींवर लक्ष ठेव." आणि मग मी तेच केलं, म्हणजे दुसऱ्याच दिवशी मी माझ्या बॉसना मेल पाठवला आणि सांगितलं, की माझी तब्येत बरी नाहीये म्हणून आणि मला अ, आठवडाभर किंवा 10 दिवसांच सुट्टी हवी आहे. तर ते म्हणाले, की "ठीक आहे, तू घरून काम करू शकली तर कर. जर का एखादं काही इम्पॉर्टंट असलं तर तू घरूनच काम कर आणि 10 दिवस तू घे सुट्टी आणि तब्येत बरोबर अ, होऊ दे." आणि मग मी सुट्टी घेऊन आरामात, माझ्या आईने पण सांगितलं, की वाह, आई तर खुश झाली, की व आता तू घरी आहे. तर मग आई म्हणाली, की "तू झोप, जितकं झोपायचं आहे ना तितकं तू झोप आणि उठल्यावरती मी तुझ्या आवडीचं जेवण करून ठेवेन."
हं. हां. हं. बरोबर. अरे बापरे! हां. बरोबर. हं. हं. अरे वाह! हं. हो ना. अरे वाह! मग ह्यात मला सांगा हां. मग बघा ना लोकांना तुम्हाला काही अशा सोप्या, लगेच करू शकतील अशा काही सवयी सांगायच्या असतील, तर तुम्ही काय सांगणार हो? म्हणजे आरोग्य सवयीसाठी?
मग मी तीच सुरुवात केली. हं. मी तर तेच म्हणेन जे मी केलं. आहार आणि आराम ह्या दोन गोष्टींवर तुम्ही खूप-खूप लक्ष द्या आणि ह्या दोन गोष्टी व्यवस्थित जर केल्या ना, तर बाकीच्या गोष्टी तुमच्या आरोग्याचे खूप हां, म्हणजे सोपे होऊन जातात. कारण तुम्ही चांगला पौष्टिक आहार घेतलात, तुमची झोप पूर्ण झाली, आरामदायक झोप मिळाली
हं. वाह! हो. हं.
7-8 तासांची तरी, तर ते तुमच्यासाठी खूपच म्हणजे आपण म्हणतो ना एक अ, लाईफ ट्रान्सफॉर्मिंग गोष्ट होते आणि खूपच तुमच्या आयुष्यात परिवर्तन चांगलं होतं. आणि त्यानंतर मग मी सुरुवात केलं थोडं-थोडं वॉकवर जायला, थोडं व्यायाम करायला.
वाह! हो ना. हं. बरोबर. हां. मग तुम्हाला जेव्हा हां, हां. हं. अरे वाह! जेव्हा तुम्ही झोप घेतली ना, म्हणजे तुम्ही जसं सांगत होते, की तुम्हाला झोपेची गरज होती. मग जेव्हा तुम्ही असं 2-3 दिवस तुम्ही छान झोप घेतली, त्याच्यानंतरची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या शारीरिक काही असं तुम्हाला काही वेगळं असं वाटलं का? की तुमचं म्हणजे डोकं दुखणं कमी झालं, डोळे जे एकदम ड्राय झाले होते, ते जरा व्यवस्थित झाले. म्हणजे काय चेंजस तुम्हाला दिसले मग आहार केला तुम्ही, तुम्ही वॉकिंग करायला सुरू केले?
हं.